आता बघा लहानपणाच्या आठवणी म्हणजे त्यावेळेसचे 90ज चे चित्रपट बघणे. 80ज चे चित्रपट बघणे आणि मग नंतर टीव्ही बघणे. त्याच्यासोबत अ, वेगवेगळे रविवारी एखादा प्रोग्राम जेव्हा लागतो. ते किती म्हणजे त्यात अ, आठवणी जोडलेल्या आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का हो, की चित्रपट आणि टीव्ही ह्याच्या संगीताने ना, तुमचा स्वाद जो आहे संगीतामुळे आणि संगीतासाठी हा कसा बदलला आहे. जरा सांगणार का?
हो, हो. अगदी. मला वाटतं ना, संगीताचा खूप प्रभाव पडतो. अ, फक्त तुमच्या जीवनशैलीवर नाही, तर तुमच्या एका मानसिकतेवर पण संगीताचा चांगला प्रभाव पडतो बघा. म्हणजे असं होतं ना
हां.
की तुमचा मूड थोडा खराब आहे किंवा तुम्हाला आईने कधी लहानपणी ओ ओ ओरडाला ओरडा दिला किंवा मग शिक्षकांनी काही असं सांगितलं की "हे काय बनवून आणलयस?" तर अशा वेळेला ना संगीताने अ, तुम्ही तुमचं जे अ, तुटलेलं मन आहे असं म्हणू शकता किंवा जो तुमचा अगदी मूड खराब झाला आहे, तो तुम्ही नक्कीच नीट करू शकता बघा.
हो, हो, हो. मग अशा वेळेस ना, मला सांगा की तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला आठवतात का? की म्हणजे पहिले ते गाणं असायचं किंवा एखादा बॅकग्राउंड साउंड असायचा, बॅकग्राऊंड म्युझिक असायची जे ना, ऐकून तुमचा मूडच बदलायचा असं कधी झालंय का? आणि त्या प्रसंगाची थोडक्यात कहाणी सांगणार का?
हं. हं. हो, हो. हो, मला आठवतंय जसं तुम्ही आता म्हणालात ना, की टीव्ही संगीताने तर मला आठवतंय कि अशा बऱ्याचशा अ, म्हणजे अ, सीरियल्स होत्या. मालिका की मला वाटतं "आभाळमाया" याचं जे एक शीर्ष गे हो होतं. अ, जडतो तो जीव लागत ती आस. तर ती "आभाळमाया," "वादळवाट" अशा बऱ्याचशा मालिका होत्या, ज्याचं शीर्षक गीत इतकं हिट होतं आणि कितीतरी वेळा असं वाटायचं ना, की "अरे वाह! अ, किती छान-छान अ, हे बोल पण आहेत आणि ह्याचं संगीतही आहे." आता नशिबाने बघा YouTube वर किंवा अ, अशा बरेचसे प्लॅटफॉर्म्स किंवा अ, असे ॲप्लिकेशन्स आहेत की जिथे तुम्हाला पुन्हा त्या आठवणी जगता येतात. पुन्हा तुम्ही है ना, ती मालिकांची शीर्षक गीत ऐकू शकतात.
हं. हां. हो. नक्की. तर मग ना बघा. अशा वेळेस ना, मला एखादा चित्रपट अ, तुमच्या लक्षात आहे का? तुम्ही जरा सांगू शकाल का? किंवा एखादी सीरीज की ज्याच्या ना सीनमुळे तुमच्या म्हणजे आवडत्या ज्या शैलीत. जसं काही म्हणजे तुम्हाला रॉक म्युझिक असं आवडते का? किंवा क्लासिकल संगीत, लोक संगीत. असे काही तुमचे म्हणजे गाण्याचे, संगीताचे असे काही. म्हणजे निवड अशी आहे का? किंवा ते बदलले का?
हां. हं. हां, हां, हां. अगदी. हां. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगते 'जैत रे जैत' हा एक असा सिनेमा होता. जेव्हा हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांचं संगीतबद्ध केलं होतं. आणि त्या चित्रपटामध्ये इतकी वेगवेगळी गाणी होती. आणि तुम्ही जसं म्हणालात ना की लोकसंगीत. तुम्ही जर त्या चित्रपटाची गाणी ऐकली, तर तुम्हाला कळेल की अ, जे आदिवासी समाज आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणतात ना की ते वेगवेगळी वाद्य आहेत. आता वाद्यांचं नाव मला माहित नाही. पण अशी बरीच वाद्य आहेत त्याच्यामध्ये, त्यांचा वापर केलेला आहे. आणि मी रात टाकली, मी कात टाकली. आणि असे बरीचशी गाणी त्याच्यामध्ये आहेत. की ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल ना. तर एक दोन गाण्यांमध्ये तुम्हाला जे आदिवासी लोक आहेत ते नृत्य करताना सुद्धा दिसतात बघा. म्हणजे असं साखळीसारखं, एकमेकांच्या म कंबरेत हात घालून ते नृत्य करतात आणि शेकोटी पेटवतात.
हो. बरं. हं. नक्कीच. हो. हं. हो. अरे, वाह! हो.
त्यामुळे
म्हणजे तुम्ही हे नक्कीच सांगू शकता की चित्रपट आणि टीव्हीच्या संगीतामुळे तुमचं म्हणजे जे गाणे ऐकण्याची जी तुमची जी टेस्ट होती, ती नक्कीच म्हणजे थोडीफार बदलली तर आहेच.
हं, हं. हां. आणि बघा जसं तुम्ही म्हणालात की 90s ची गाणी. तर अक्षरशः मला आठवतं आहे, की ए. आर. रेहमान हे जेव्हा म्हणजे अवतरले आणि त्यांच्या गाण्यांनी जी लज्जत आणली. म्हणजे मला आठवतं आहे रोजा, बॉम्बे आणि मुख्यत्वे रंगीला.
हो. हं.
म्हणजे जेव्हा रंगीलाची गाणी आलीत ना, तेव्हा असं वाटायचं अरे, कुठूनही काही म्युझिक येतं आहे. आता बघा कुठूनही
हो ना.
त्यामुळे असं वाटायचं अरे, हे काय गाणं आहे. आणि हे दिग्गज-दिग्गज म्हणजे आपल्या लता ताई, आशा ताई सगळ्यांनी ती गाणी गायलेली आहेत. ए. आर. रेहमान
हो. आशा भोसलेने पण त्यात गाणी गायलेली आहे. तुम्ही रंगीलाचं नाव घेतल्यामुळे मला त्याचे गाणे पण आठवले. ते याईरे, याईरे जोर लगा के नाचेरे.
हो, हो. हो ते गाणं. आणि अ, म्हणतात ना, की ती काय किमया आहे की एखादं गाणं इतक्या वर्षांनीसुद्धा तुम्हाला आठवतं आणि तुम्हाला ते ताल धरायला लावतं. आणि हे तर म्हणजे झालं की बॉलिवूड किंवा अशा ठिकाणी तत्सम आपण गाणी ऐकत राहतो. पण आपला सांस्कृतिक ठेवा संगीतासाठी इतका मोठा आहे. मग तुम्ही लावणी घेऊ शकता, भजनं घेऊ शकता, ओव्या घेऊ शकता. म्हणजे बहिणाबाईंच्या ओव्या आहेत, जनाबाई आहेत. आता लावणीसाठी तुम्ही सांगायचं झालं तर आता बरेचशे चित्रपट आहेत की त्याच्यामध्ये नटरंग बघा. आणि इतरही चित्रपट त्याच्यामध्ये त्यांनी फक्त लावणी नाही तर त्या कलाकारांचा प्रवास दाखवला आहे नटरंगमध्ये.
हो. हं. अगदी बरोबर. हो. हं. हो. किती छान प्रकारे तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी सांगितल्या की कसं म्हणजे एखादा संगीतकार पण कसं कुठल्या गाण्याला असं जिवंत करतं. खूपच छान वाटलंय. पण अ, बघा ना आता मराठी चित्रपट अ, ह ह्याबद्दल जेव्हा आपण बोलतो किंवा मराठी नाटकांबद्दल जेव्हा आपण बोलतो, तर त्यात संगीत तर असतेच. गाणे तर असतात. आणि त्यातल्या त्यात फक्त तेच नव्हे तर बॉलिवूड आहे, मग हॉलिवूड आहे, दक्षिण भारतीय संगीत आहे. तर ह्या सगळ्यांमधला फरक जो आहे ना तो तुमच्या आवडीवर कसा परिणाम करतो हो जरा सांगणार का?
हं, हं. हं. अगदी, अगदी. हं. हो. जसं तुम्ही म्हणालात ना की एक अ, हॉलिवूड म्युझिक. तर मला आठवतंय मी लहान असताना म्हणजे जेनिफर लोपेज आणि अशा बऱ्याचशा पाश्चात्य गायिका, त्यांची गाणी ऐकायचो आम्ही. की अरे, वाह! आणि असं वाटायचं काहीतरी एकदम भारी. म्हणजे असं वाटायचं की आपण एकदम म्हणतात ना वरचा क्लास गाठला आहे आणि हां, आम्ही बॉलिवूडची वगैरे गाणी ऐकत नाही बरं का, आम्ही जेनिफर लोपेजची गाणे ऐकतो. आणि असं वाटायचं काय एकदम मस्त एलीट आपण काहीतरी बनवून गेलो आहे. पण ते तेवढ्यापुरतंच कारण की मला ती गाणी जास्त जिभेवर रेंगाळायची नाहीत. आणि
हो. हं. हां. हो. हं. हं. <laughs>
अ, हां, आ, म्हणजे जे ए. आर. रेहमान वगैरे आहेत किंवा नंतर मग अजय-अतुल अ, ह्यांची जोगवामधली गाणी जीव रंगला, जीव दंगला आणि बरेचशे चित्रपट. सैराटची गाणी मला वाटतं ना अ, कारण नवोदित कलाकार होते दोघेही.
अ, हो. हं.
आणि नागराज मंजुळे साहेब यांचं दिग्दर्शन होतं. पण तरीही लोकांपर्यंत तो चित्रपट पोहोचवण्यासाठी अजय-अतुल मला वाटतं ह्यांनी अगदी मोलाचा वाटा दिलाय. कारण ती गाणी आधी इतकी प्रचलित झाली.
हो. बरोबर. हं.
आणि लोकांनी तत्सम म्हणजे तिथे जाऊन जिथे ही गाणी चित्रित केलेली आहेत ना, तिथे जाऊन अक्षरशः फोटो वगैरे काढले. आणि
अरे वाह!
हां. म्हणजे असे बरेचसे किस्से ऐकलेत मी. YouTubeवर बघितलेत की लोकांनी सांगितलं, "बघा आम्हीही इथे पोहोचलोय आणि आम्हीही या गाण्याची रील बनवली आहे."
हो ना. हं. तर मग ना, मला सांगा अशा वेळेस ना आजची जी स्ट्रीमिंग सर्व्हिसेस असतात ना म्हणजे प्लेलिस्ट आहेत, Spotify आहे, YouTube Music आहे. किती काही आहे आता. तर ह्या युगात ना चित्रपट टीव्हीचे जे सॉंग्स असतात, संगीत असतात ते इतकी सहज मिळतात आपल्याला. म्हणजे काही जास्त आपल्याला काही कठीणच पडत नाही. आपल्याला सीडीची गरज नाही, कॅसेटची गरज नाही, रेकॉर्डिंगची गरज नाही, काही नाही. आपल्याला ताबडतोब फोनवरतीच आपल्याला भेटतात. तर तुम्हाला वाटतं का त्यामुळे तुमच्या संगीताची जी निवडणूक जी आहे ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे बदलली आहे का? आणि का आणि कशी बदलली आहे सांगणार का?
हं, हं. बरोबर. हं. हं. तसं म्हटलं ना तर पूर्वी बघा आपण कॅसेट्स विकत आणायचो. म्हणजे संगीत फुकट नव्हतं बघा.
हं.
आणि बरेचसा पैसा आपण जमा करायचो. नंतर, नंतर कॅसेट जाऊन सीडी यायला लागल्या आणि अजून क्रिस्टल क्लिअर तो आवाज यायला लागला. तंत्रज्ञान अजून पुढे गेलं. मग ब्लू रे आणि बऱ्याचशा गोष्टींमुळे आता तुम्हाला असं वाटतं की अरे हे गाणं किती, किती छान वाजतंय किती छान ऐकायला येतंय. पण आता जसं तुम्ही म्हणालात ना अगदी बोटांनी तुम्ही टाईप केलं आणि गाणं आलं तर आणि तुम्ही जर YouTubeवर बघितलात ना तर तुम्हाला बऱ्याच वेळा असं दिसतं की चित्रपटांच्या कलाकारांची नावं आहेत. पण जर तुम्ही खोलात जाऊन बघितलं कि ते गाणं कोणी गायलंय? ते गाण्याचे बोल कुणी लिहिले आहेत? लिरिक्स कोणी लिहिले आहेत? त्यांची नावच नसतात.
बरोबर. हां. बरोबर. हं. हो ना. बरोबर. हं. हां, हो. नसतात. खूप म्हणजे हां.
त्यामुळे ना मला असं कुठेतरी खंत वाटते किंवा असं वाटतं की अरे बाबा गाणं आहे ना. चित्रपटाचा एखादा सीन आहे तर मी समजू शकते की त्याचं क्रेडिट तुम्ही त्या कलाकारांना द्या. पण जर तुम्ही गाणं ऐकताय तर त्या किमान गायकाचं नाव तरी लिहा.
बरोबर. हो. हो ना. त्याला निदान तेवढी क्रेडिट तर द्या की ज्यानी गाणं लिहिलं आहे. म्युझिक डायरेक्टर आहेत. त्याच्यानंतर संगीतकार वेगळा जो गाणं गायक जो आहे तो वेगळा म्हणजे कित्येक त्यात येतं ना जेव्हा आपण एक गाणं ऐकतो तेव्हा. तर अ, शेवटचं तुम्ही म्हणजे जे आपले श्रोते जे आहेत ते श्रोत्यांना तुम्ही काय सांगणार? की जेव्हा त्यांना ना चित्रपट आणि टीव्हीचे जे संगीत जे आहे ना त्यांना एक म्हणजे एक प्रकारे ना म्हणजे त्यावेळेसचं संगीत जे जुनं संगीत होतं आणि आजचं संगीतमध्ये जर का त्यांना एक संतुलन ठेवायचं असेल किंवा जुनं संगीत कुठे ना कुठेतरी जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
हां. हं, हं. बघा आता सल्ला देण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू शकते की पूर्वीची जी गाणी होती ना, जसजशा आपल्या पिढ्यानपिढ्या बदलत गेल्या तसं तसं तुम्हाला ऐकायला मिळेल की आपले आई-वडील म्हणतात, "काय तुमची गाणी? किती ते अगदी धाडम-धुडम ऐकत बसताय. आमच्यावेळेची गाणी बघा कशी होती?" म्हणजे लताताई आहेत. आशाताई आहेत आणि ते लगजा गले वगैरे म्हणजे म्हणतात ना अ, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम म्हणजे इतकी वेगवेगळी गाणी आहेत आणि तुम्ही ती शांत बसून ऐकू शकता. आजकालची जी गाणी आहेत ना त्याच्यामध्ये ते म्हणतात ना की ती एक शांतता, ते एक सातत्य आणि ते ठहराव वगैरे आणि कदाचित असंही असू शकतं की पूर्वीच्या गायिका होत्या त्यांच्या गाण्याची पद्धत आणि म्हणतात ना ती एक त्यांची शैली, एक लकब, ती हल्ली कुठेतरी मला असं वाटतं की थोडी लोप पावत चालली आहे. तुम्ही लता दीदींना कुठच्याही स्टेज वर तुम्ही परफॉर्म करताना बघितलत तर त्यांनी कधीच त्यांचा पेहराव कधीच बदलला नाही. पण आता तुम्ही बघितलत तर असं नाही की ते चूक आणि बरोबर तिथे नाही जात आहे मी. पण एवढंच म्हणणं आहे की गाण्याची साधना करायचे अगोदरचे जे गायक. आता तुम्ही बघाल तर गाणी अक्षरशः दीड ते 2 मिनिटांवर येऊन पोहचली आहेत. जी पूर्वी गाण्या गाणी अगदी अक्षरशः 6-7 मिनिटांची असायची. आणि तुम्ही
हां. <laughs> हो. हं. बरोबर. हो. हं. बरोबर, हो. हं. हो ना. तर आता म्हणजे त्याचा अर्थ एवढा कमी झाला आहे की एवढे काही बदललं आहे. खूपच छान वाटलं मला तुमच्याशी बोलून म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी एवढ्या छान प्रकारे तुम्ही सांगितल्या आणि समजवलं तर अ, चित्रपट आणि टीव्ही संगीताने तुमचा स्वाद कसा बदलला आहे. हे तुमच्याशी ह्या गोष्टीवरती बोलून मला खूप आनंद झालाय. आपण परत नक्की पुन्हा भेटूया. धन्यवाद.
हो, हो. नक्की भेटू. धन्यवाद.